हो ना. मी बऱ्याचदा नाही म्हणतो कारण ना कारण ते महत्त्वाचं असतं, असं मला वाटतं. आपल्याला काय समोरच्याचा अपमान वगैरे करायचं नसतं, पण कसं स्वतःच्या वेळेचा आदर पण आपण केला पाहिजे ना कारण आपला वेळ जो आहे ना, तो लिमिटेड आहे. म्हणजे कसं समजा अ, एक नम्र नकार देण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे कसं आहे ना, की आता मला कोणीतरी आता माझा एक प्रोजेक्ट चालू आहे आणि म्हटलं, "दुसरा प्रोजेक्ट तुम्ही करा," तर मी काय म्हणतो ना, "सर, अ, सध्या मी एका प्रोजेक्टवर काम करतो" जर मी नवीन काम घेतलं ना, तर पहिल्या प्रोजेक्टच्या क्वालिटीवरती खूपच फरक पडेल. मग त्याच्यामुळे मी आहे ना हां, मग मी नंतर करू का? मग ते शक्यतो त्यांना व्हॅलिड रिझन मिळतं ना, की बाबा ह्याचं क्वालिटी फरक पडू शकते, तर ते होच मानतात शक्यतो. असं होत नाही, नाही-नाही हेच आधी कर, मग असं होत नाही. म्हणजे आपण एक रिक्वेस्ट माझा विचारलं तर होतं किंवा मग समजा नातेवाईक असले आणि त्यांनी जर सांगितलं, की अ, "हे करायचं आहे," तर मी म्हणायचं, "अरे, मला नक्कीच आवडलं असतं, पण आहे ना सध्या माझं खूप महत्त्वाचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळं मग आपण हे नंतर करूयात का? शनिवारी जरा मला जेव्हा मी फ्री असेल, तेव्हा करूयात का?" म्हणजे पर्याय द्यायचंय आपल्याला हां, थेट नकार नाही द्यायचा. हो, हो.
हो, हो. बरोबर ना. हो ना. हं. परिणाम पडतो, हो. बरोबर. हो, हो. हो. हो. आता मी तुम्हाला तेच विचारणार हो. आता मी तुम्हाला तेच विचारणार होती बरं का, आपण जेव्हा नाही म्हणतो ना, तेव्हा मग कुटुंबातले म्हणा किंवा ऑफिसमधले अपेक्षांना कसं सांभाळतात नाही का. कधी-कधी मन पण दुखावलं जातं, मग नेमकं काय करतात हो?
हं. हो ना. मग लोकं काय करतात माहिती आहे का, लोकांचं तर मग बऱ्याच लोकांचं बघतो ना, चुकतं काय डे ते डायरेक्ट म्हणतात नाही नाही जमणार आहे. तर तसं नाही म्हणायचं, कसं असतं ना एक माणसाला नकार देण्याची पण एक पद्धत असते आणि ती एक वेगळीच कला आहे असं मला वाटतं. तर आपण काय म्हणायचं ना, की पर्याय द्यायचा, की आत्ता नाही मला जमणार आहे, नंतर करूयात. थेट नकार नाही द्यायचा की मग असंही नाही कारणं सांगायची, की "अरे, नाही ना" किंवा फालतू कारण लोकं सांगतात, खोटे काहीतरी स्टोरीज बनवतात, तर तेही कुठेतरी चुकीचं आहे. तर त्याला ते सांगायचं, की "बाबा तू माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मला काम करायला प्रॉब्लेम नाहीये, पण सध्या माझी वेळेची अडचण आहे." म्हणजे असं व्यवस्थित बोललं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कसं आपण आहे ना, सुपर ह्युमन पण नाही बनायचं, की बाबा हे पण हां, नाही-नाही करेल-करेल. ओव्हरकमिटमेंट पण नाही करायचं. पण अ, कसं आहे ना, अं, असंही नाही करायचं की सगळ्यालाच अ, नकार द्यायचा आणि आपलं कामच महत्त्वाचं असं नाही. ती घरातली कामं किंवा ते पण महत्वाचं हं, हं.
हो ना, हो ना. बरोबर आहे. हो ना. बरोबर. हां, फक्त तुम्ही नकार नकाराच नका देत बसू ना. सगळ्यांना नकार दिला तर लोकंही सांगतील, "अरे काय हे? जे म्हणतोय त्याला नाही-नाहीच म्हणू राहिला हा." होतं ना कधी-कधी असं?
हं. <laughs> हो, हो, होतं ना, होतं ना, निश्चितच होतं ना तसं.
<chuckles> खरंच, खरंच. मग आता बघा ना, जेव्हा आपण गोंधळामध्ये राहतो, ते तेव्हा इंटरप्ट इतकं होतं. WhatsApp मेसेज पण येतात, त्याच्यामध्ये ते मुलं, त्याच्यामध्ये ते आपलं घराचं काम वगैरे राहतं. मग त्यावेळी तुम्ही ते इंटरप्शन्स कसं हँडल करता?
हो ना, हो ना. <chuckles> बरं.